वेळ कमी असताना विनम्रपणे नकार देणं ही एक महत्वाची आणि उपयुक्त कौशल्य आहे. योग्य योग्य शब्दांची निवड आणि स्पष्ट संवाद यामुळे नातेसंबंध सांभाळत स्वतःचा वेळही जपता येतो. तर मला असं सांगा की तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कोणाला नकार देणं तुम्हाला कठीण जातं का? आणि जात असेल तर का?
हो, माझ्याकडे वेळ नसेल पण अ, नकार दिला तर मला खूप कठीण जातं. कारण की कधी, कधी कसं होतं की अ, एखाद्याचा स्वभाव आपण बोलतो ना की नाही त्याला बोलता येत नसतं तसं माझ्या बाबतीत तसंच आहे. पटकन नाही बोलता येत नाही म्हणजे असं वाटतं की आपण नाही बोलून जाऊ. आता वेळ नाही मला पण आता याचा फोन आलाच आहे तर मग आता कसं बोलू याला हां, अ, आणि नाही पण नाही बोलता येत मग मी काय करते की थोडंसं हं, चल मी ना आपण उद्या बघूयात का आता मी थोडं बाहेर आलोय म्हणजे न सांगता आता वेळ नाही माझ्याकडे मी बाहेर आलोय मी इथे नाहीये आणि ना मला अ, म्हणजे इम्पॉर्टंट काहीतरी काम आहे ना मला आता दा आता टाईम नाहीये तर मग आपण नंतर बोलू, नंतर काढू, असं नंतर करूयात असं मग ढकललं जातं पुढे.
हं. हां. हां. हां. हां. हां. हो, ना. हो, ना. हां. तर मग असं काही वैयक्तिक उदाहरण तुम्ही देऊ शकाल का? म्हणजे तुम्ही त्यावेळी नकार कसा दिला त्या व्यक्तीला? काय झालं होतं त्याबद्दल काही सांगाल का?
अ, म्हणजे ना अ, असा एक किस्सा होता मी माहेरी आलेली होती आणि आता माहेरी आले म्हणजे कसं असतं की अ, सगळ्या कॉलेजचे वगैरे फ्रेंड्स वगैरे आपण भेटतोच गेट टुगेदर असं होतच आपला नेहमीचच तर अ, माझ्या बाबतीत एक असा किस्सा घडला होता की अ, माझी एक फ्रेंड होती तिला तिच्या अ, घरासाठी सामान घ्यायचं होतं म्हणजे असं तर मी बोलली की अ, आता मला टाईम नव्हता मला माहित होतं आधी मला 8 दिवस सांगितलेलं होतं. पण आता माहेरी आल्यावर कसं असतं मुलींचं की अ, म्हणजे नातेवाईकांना भेटणं वगैरे असतं मग घरी आल्यावर थोडा आराम करणं तर पहिली गोष्ट ती असते. <chuckles> वेळ नसते म्हणजे आपल्याकडे वेळ असतो पण तो वेळ स्वतःसाठी असतो असं म्हणू शकतो आपण. आणि स्पुंग
हो ना. हं. हं. हो, ना. हो, हो, हो, तेच ना हां. हो ना. हां मग स्वतःच काहीतरी काम किंवा क्रिएटिव्हिटी करायचं असतं हो.
काम हं, म्हणजे आता माहेरी आलं म्हणजे स्वतःची जास्त कामं असतात मग दुसऱ्यांसाठी वेळ काढू शकत नाही जास्त, म्हणजे प्रत्येक स्त्रीची तर हीच अ, गोष्ट असते जास्त दुसऱ्यांसाठी टाईम नाही राहत. मग आणि ह्या ठिकाणी असं होतं की मैत्री पण जपायची असते आणि डायरेक्ट नकार दिला तर तिला काय वाटेल म्हणजे ही म्हणजे आपण बोलतो ना काही मुली बोलतात की "ही लग्न करून जास्त शहाणी झाली" असं पण होतं, <chuckles> मग माझ्या बाबतीत गैरसमज वाटतं कारण की आता आपण जास्त पहिल्यासारखी कॉन्टॅक्टमध्ये कंटिन्यू नाही राहत, त्याच्यामुळे काय होत चालतं मग मी तिचा फोन आला तर मी काय माहेरी आली, झोपलेलीच होती वेळ तर होता पण स्वतःसाठी होता तो वेळ तर मी अ, मग मी बोलले अ, तिचा फोन आला की "चल गं मग येते का तू मला ना शॉपिंग करायची" असं तसं मग तिला मी बोलले "अगं मी ना देवदर्शनाला बाहेर आलेली आहे आत्ता मी घरी जाऊन तुला फोन करते मग आपण बघू," <chuckles> मग मी असं ढकलून दिलं. कारण की मला लगेच नकार द्यायचं नव्हतं नाही मग "मी थकलीये मी आराम करेत आर्त आराम करते वगैरे" eeअसं बोलली. ती काय म्हणशील काय म्हणजे 5 मिनिटांनी तुला काय होणार आहे किंवा अर्ध्या तासाने तुला काय होणार आहे. मग मी लांब आली आहे मी देवदर्शनाला आली आहे ती कुठे मला बघायला येणार आहे तिकडे कुठे देवदर्शनाला गेली आहे. असं सांगून मी ते ढकलवून दिलं पण मग ते ढकललं, ढकलता येतं पण टाळता नाही येतं. आपण बोलतो ना असं की अ, जावं तर लागेलच मग जेव्हा आपल्याला असं मन माइंड फ्रेश होतं तेव्हा मग मी स्वतःहून कॉल करून सांगितलं तिला की "हां जाऊयात आता आपण" मग मी गेले पण माझ्या वेळेनुसारच गेली मी असं झालं. <chuckles>
हो. हो, हो, हो. हो. हो, असं पण होतं गैरसमज भरपूर होतात. हं. नक्कीच. हां. हं. हां. हां. मग? हां. हो, ना हां. हो ना. हो, हो बरोबर. हां. हां. हो, हो. नक्कीच. हां. हो, हो बरोबर पण अ, नकार असा काही दिला नाही मग नंतर तुम्ही ते थोडक्यात सावरून घेतलं म्हणजे थोडंसं हां मग तिनं हां म्हणजे तिला काही असं वाटलं नाही ना त्याबद्दल की नंतर गेल्याबद्दल ती अशी काही म्हटली का तुम्हाला, की काय हे त्यावेळी जायला पाहिजे होतं वगैरे अशी काही बोलली?
हो, हो म्हणजे वाईट नको वाटायला. हं, नाही असं काही बोलली नाही ती कारण की अ, नाही म्हणजे मी रिझनच असं दिलं होतं ना, की मी बाहेर देवाला आली पटण्यासारखं. जर मी बोलली असते "नाही अगं मी घरीच आहे पण मी ना अ, बिझी घरी" तर ती बोलली असती "ठीक आहे मग संध्याकाळी जाऊ" असं बोलली असती किंवा मी नसते गेली तर ती रागवली असती किंवा चिडली असती असं गैरसमज झाले असते. हं मग मी म्हणून मी ते डायरेक्ट टाळण्यासाठी किंवा ते पुढच्या गोष्टी घडू नये म्हणून मी सांगितलं की मी बाहेर आहे म्हणजे लोकेशनपासून जर मी बाहेर असेल तर मग तो प्रश्न येत नाही त्या गोष्टींचा.
हां. पटण्यासारखं हां म्हणजे हो, बरोबर गैरसमज झाले असते आणि पुन्हा नात्यावर पण परिणाम होतो मग त्याचा. हं. हो. नक्कीच. मग कुटुंबातील अ, किंवा वडीलधाऱ्यांसारख्या ज्येष्ठांशी जर नकार द्यायचा असेल ना तुम्हाला, तर ते तुम्ही योग्यरीत्या कसं बोलता? म्हणजे तुम्हाला कधी असं अ, करताना अडचण आली आहे का?
हो, असं तर भरपूर येतं. कारण की आपल्याला आई-वडिलांकडे पण अशा गोष्टी असतात, की नकार द्यायला खूपच अ, अ, जड जातं आणि अ, सासरीपण बोललं तरी तसंच असतं, जड जातं. कारण की <chuckles> आपल्याकडे वेळ असो नसो, त्यांचा म्हणजे आपला वेळ ते त्यांचाच कन्सिडर करतात. <chuckles> असंच आहे.
हो, हो, हो. हां. हो ना. हो, म्हणजे असं काही वैयक्तिक स्वातंत्र्यच नसतं. म्हणजे तुम्ही आमच्याप्रमाणे चाला, असंही होतं. हां.
हो, म्हणजे त्यानं आपली जर टाईम आहे ना, त्यांचा त्यांच्यानुसार चालतो. आपल्या स म्हणजे आपल्यानुसार नाही आहे. स्वतःचं नसतं. तर मग माझ्या बाबतीत असं घडलेलं, की माझ्या वडिलांचं वगैरे असायचं, की अ, आता आपण कॉलेजबरोबर वधू वरून आल्यावर वगैरे आपण कसं असतो, थकलेलं वगैरे असतो ना, आपल्याकडे काही टाईम नसतो. तेव्हा पण त्यांचं आलं का लगेच, "हा चला, इथे जायचं आहे आपल्याला. लगेच तिथे जायचं आहे आपल्याला. हे करायचं आहे." किंवा घरातलं पण आता अ, मोठी मुलगी असल्यामुळे काय असतं, की अ, थकून येतो पण तरी पण आईची इच्छा असते, की तिने मला स्वयंपाकात मदत करावी आणि आपण नकार दिला तर मग ती लगेच पुढची भाषा बोलायला जाते, "मग तू कशी शिकशील? तुला सासरी गेल्यावर खूप त्रास होईल," तुला अ
स्वतःचं असं काही नाही आहे, हां. हां. हो ना. हो ना, बरोबर. हे होणार, लगेच काही एका इन्सिडेंटनी काही फरक पडत नसतो, पण त्यांना उगीच राहून-राहून वाटत असतं, की हं.
ते हं, त्यांचं ते आपलं माइंड हे करतात. म्हणजे एक आईचं आहे, जे आपली जी इंडियन आई आहे ती अशीच आहे, की तिला तिची एखादी जरी गोष्ट आपण ऐकली नाही किंवा नकार दिला तर तिचं सगळं म्हणजे पूर्ण ते सगळं उभं राहतं पहिल्यापासून. आपण काय करेल असं ते सगळं तिच्या पुढे उभं असतं. त्याच्यामुळे तिच्यासाठी नकार देणं तर मोठं हे असतं. पण तरी तिला नकार अ, द्यायचा असेल, आपल्याकडे वेळ नसेल, तर मग मी सांगते नेहमी, का ठीक आहे जाऊ दे, मी बघेल माझं अ, जेवण वगैरे कसं करायचं. "तू नको टेन्शन घेत जाऊ. मी करील बरोबर आणि मला कसं आहे, आता टाईम नाही ना गं. मी शनिवारी-रविवारी तुला मदत करेल. तेव्हा मला सुट्टी असते. आता मला टाईम नाही आहे," असं सांगून दिल्यावर आणि मला जर कमी मार्क्स भेटले तर तुलाच वाईट वाटेल ना गं. मला जर चांगले मार्क्स नाही भेटले, मी जर अभ्यास नाही केला, तर कसं काय? असं सांगून
हो. हो. हो ना. हो. हो. हो, हो. <laughs> हो ना. हो ना. हां. <laughs> हां, मग असं तुम्ही अ, टाळून ते सार्थ साधायचं म्हणजे स्वार्थ साधायचं तुमचं आणि
हां, स्वार्थ. कारण की अ, आपण लगेच तिला मदत करायला जाऊ. पण आपण थकलेलं असून आपलं कॉलेजचं किंवा जे आपलं अ, स्व वेगळं राहून जातं. तिला काय माहिती, किती अभ्यास आहे अन किती काय आहे. असं ते
हां. सगळं राहून जातं. इम्पोर्टंट आहे. मग कामात शिकण्यासाठी किंवा टीममध्ये अ, नकार देताना तुमची भाषा आणि टोन म्हणजे कसा ठेवता आणि इमेल, मीटिंगमध्ये अ, कसं करता म्हणजे व्यक्त तुम्ही?
नाही. अ, नाही. आपल्याला जर कामात असेल, म्हणजे ऑफिस ऑफिसचं वगैरे असेल, तर आपल्याला खूप नम्रतेने नकार द्यावा लागतो. आपल्याला आधी अ, म्हणजे काय आपण म्हणतो ना, गुड लिस्टनर पॉवर पाहिजे आपल्याकडे. समोरचं ऐकण्याची आधी क्षमता पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण नकार देऊ शकतो. लगेच आपण त्याचा अर्धवट ऐकला, नाही, नाही किंवा आपल्याला माहिती आहे हा मुद्दा आणि त्याच्यावरच तो बोलत आहे, परत आपल्याला समजवतोय आणि आपण आधीच आपलं घोडं असतं पुढे, की "नाही, नाही नाही, मी करणार नाही." ते असं न करता आधी समजून आणि काही गोष्टी अ, म्हणजे आपण म्हणतो ना का, वेळेवर. म्हणजे आता मला आता वेळ नाही आहे, पण मग आता ती वेळ आली नाही अजून मला लगेच नाही बोलायची. मला बॉसची किंवा माझ्या ज्या अ, मोठे जे असतील माझे आदर कोणी असतील, त्यांचं आधी वेळ साधून त्यांच्या मनाची स्थिती काय आहे. आता जर मी लगेच नाही बोलले, ते रिएक्ट नको व्हायला किंवा माझं माझ्या फ्युचरवर त्याचा परिणाम नको व्हायला.
हां. बरोबर. हां. <chuckles> हो, हो. हं. हां. बरोबर. कलीग. हां. त्याचा अब हो ना, हो ना. परिणाम होतो आणि बॅड इंप्रेशन पण पडू शकतो मग.
हं, म्हणजे जे नम्रतेने आपण बोलतो ना का, म्हणजे समजा माझे मोठे असतील, तर आपण आदरणीय म्हणजे काका, मामा वगैरे असं अहो-जावो करून आपण म्हणजे ते आपण एकदम संथ गतीने आणि एकदम हळुवार आवाजात बोलतो, आपल्याला नकार द्यायचा असेल तर.
हो. हो ना. बरोबर. मग तुमच्यासाठी सभ्यपणे, ठामपणे नकार देण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?
माझ्यासाठी एकदम सर्वोत्तम मार्ग म्हणजे मी असंच बोलते, "हं, मी केलं असतं. पण अ, नेमकी मला दुसरं काम आहे प्रोजेक्टचं. पण मी ट्राय करील. माझा 100% ट्राय करील. पण नाही झालं तर हा प्रोजेक्ट अ, मग बघू," असं. पण जेव्हा नाही बोलतो ना, कारण की त्याचा अ, कोणत्याही प्रोजेक्टचं अ, काय असतं डेट असते, की एवढ्या झालं पाहिजे. मग ते काय बोलतात, की "अरे, ही ट्राय करते पण जर नाही झालं तर ती असं पण सांगते, मग आपण दुसऱ्याला देऊया." म्हणजे तिला नकार अ, त्यांना कळत नाही, आपल्याला नकार द्यायचा आहे की नाही द्यायचा. अ, म्हणजे पण हिला करायचं आहे. मी डायरेक्ट म्हणते, "हा, मी ट्राय करेल पण माझं मी 100% ट्राय करील. करायचाच मी करेल, पण नाही झालं तर थोडंसं इकडे-तिकडे." मग ते विचार करायला लागतात, कारण की त्यांना एक म्हणतो ना एक पॉइंट्स पण खूप असतो विचार करायला, "नाही झाला तर?"
हां. हो, हो, नक्कीच. हो. हो, हो, बरोबर. हां. हां. हो. आणि डळमळीत वाटतं ना, थोडक्यात म्हणजे ते काही हां, नक्कीच.
डळमळीत होतं विचार, म्हणून ते लगेच अ, एकतर टाईम एक्सटेंड करता किंवा मग अ, दुसऱ्याला देता.
हो. बरोबर. मग वेळ व्यवस्थापनात नकार देण्याची अ, कला तुम्हाला किती मदत करते?
अ, नाही कला तर भरपूर मदत करते कारण, की अ, वेळ अ, वेळेवरच असतं. कधी-कधी अ, वेळ चांगली साधून येते आणि आपण इन्स्टंट पण नकार देतो. "नाही-नाही आता पटकन" आता समजा अ, एकदम आपल्या ऑफिस आपण समजा अ, काय म्हणतात ना, आपल्या गाडीनी जर ट्रॅव्हल करत असू म्हणजे अ, असं असत ना, बस वगैरेने जर आणि वेळेवर आपल्याला काम जर आलं तर, आपण त्या म्या मोमेंटला म्हणू शकत ना, की माझं आता पटकन गाडी आहे. तर मला आता हे जमणार नाही. मग तेव्हा ती कंडिशन काय होते, की नाही हिला बस आहे म्हणून ती करू शकली नाही. म्हणजे ते आपल्यावर येत नाही. ती वेळेवर जाते कंडिशन.
हां. हो. हो ना. हो, हो. नक्कीच. बरोबर वेळ काळ ठरवून आपण नकार देऊ शकतो म्हणजे बरोबर. नाही म्हणताना मग तुमचा सर्वात मोठा असा संकोच कोणत्या गोष्टीचा वाटतो तुम्हाला?
हं. मला असं वाटतं, की समोरच्याला वाईट नको वाटायला किंवा अ, त्याच्या मनात आपल्याविषयी असं घीण नको तयार व्हायला, की "अरे! अ, ही अशीच आहे नाही बोलली किंवा ती मला अ, मदत नाही करत आहे." असं काही नको व्हायला. हे मला सगळ्यात मोठं वाटतं.
हं. हं. हां. बरोबर, हां.
म्हणजे आपली इमेज नको त्याच्या ह्याच्यात ड डाउन व्हायला.
बरोबर. मग अ, पूर्वी असा तुम्ही कुठला असा एखादी अ, एखादा असा प्रभावी नकार दिलाय का? म्हणजे तो तो काही शेअर करू शकता त्याचा अनुभव?
अ, प्रभावी नकार म्हणजे म माझं लग्न झालेलं तेव्हाचाच हे माझा अनुभव आहे की वेळेनुसार तर नाही म्हणता येणार पण ना अ, तेव्हा अ, टाईम होता की त्याव ते बोलायचे की "15-20 दिवस तू आमच्याकडे राहा," असं माझ्या सासरी होतं. पण ते सासर लोकं म्हणजे माझे सासू-सासरे ते आमच्यामध्ये पण राहायचे. आणि ते गावी पण राहायचे. पण त्यांची इच्छा होती की "तू गावी पण राहा आमच्यासोबत." पण मला ते काही पटत नव्हतं कारण की अ, मला असं वाटायचं 15 दिवस मी माझं म्हणजे आपण म्हणतो ना आपले पती सोडून कसं राहणार मी? आणि मला सवय नाही राहायची, तर मी इन्स्टंट त्यांना नकार दिला होता की "नाही, मी नाही राहणार. मी माझ्या अ, त्यांच्या सोबतच जाणार ते ते जर राहत असतील तर मी राहील." मी असं बोलली अन् "ते नसेल राहत, तर मी त्यांच्यासोबत जाईल. तुम्ही पण चला मग आमच्यासोबत. असं करा. पण मी इथे राहणार नाही तुमच्यासोबत फक्त असं." हां, दिलं तर मी लगेच इन्स्टंट आन्सर देऊन टाकलं होतं. पण त्याचे भरपूर आपण म्हणतो ना इम्पॅक्ट पडता बॅड तसे भरपूर इम्पॅक्ट पडून गेले. पण मी जर ती जर बसली असती ना तर ते माझ्या अंगाशी पण आलं असतं, मग मी अ
हां. हां. अच्छा! हां. हो ना, नोकरी, धंदा. हो ना. अच्छा. <chuckles> हां. बरोबर. हां. हां. हो, हो. होतं ते. ते आलच तर तुम्हाला तिथे 6 महिने, वर्षभर काढावं लागलं असतं. असं
कारण की एकदा माणसाला सवय झाली नाही ही 15 दिवस राहते, मग ते म्हणतात पुढच्या वेळेस महिनाभर तर मग त्यांचं वाढत जातं. कारण की अपेक्षा आहे त्या शेवटी. अपेक्षेला मोल नाही राहत. मग ते मते राहता ही राहते मग त्यांना ती अ, एक सवय लागते आणि मला ती सवय नव्हती करून द्यायची.
हो. हो ना. नक्कीच. हो. हो, बरोबर मग वेळ नसेल तर इफेक्टिव्ह तुम्ही नकार कसं देऊ शकता याबद्दल काही सोप्या टिप्स सांगाल तुम्ही?
अ, हो, वेळ नसेल तर आपण आहे ना, अ, आपण असं बोलतो ना, की अ, लगेच इन्स्टंट त्यांना नकार न देता अ, थोडंसं अ, हे सांगायचं, की "अ, आता मी केलं असतं ट्राय अ, मी करू पण शकते. पण अ, आता एवढं प्रोजेक्ट होणार नाही आणि आपण टाईम वाढवून घेऊया." आता कधी-कधी कसं होतं, की एखाद्या प्रोजेक्टला टाईम लगेच काही वाढून भेटत नाही. मग ते इन्स्टंट बोलतात, की "नाही, मग तुझ्या हिनी हिच्याकडून होणार नाही मग आपण दुसऱ्याकडे बघूया" म्हणजे तिथं पण आपण ते आपलं बॅड इम्पॅक्ट नाही पडत, असं पण होतं. गोड बोलून करू अ, शकतो आपण.
हां. हां. हो. नक्कीच. हो. बरोबर, हां, गोड बोलून तुम्ही अ, साधलं पाहिजे थोडक्यात. तर नक्कीच खूपच सुंदर समजावून सांगितलं वेळ नसेल तर तुम्ही कसा नकार देता पॉझिटिव्हपणे आणि म्हणजे त्यातनं नकारात्मक प्रती म्हणजे प्रतिमा पण तयार होत नाही आपला पण कार्यभाग साधतो आणि समोरच्याला पण वाईट वाटत नाही. तर ते खूप सुंदर वैयक्तिक उदाहरणासह तुम्ही पटवून दिलं, तर तुमच्या या वेळेबद्दल धन्यवाद आणि आभार.
धन्यवाद.